बरोबर.
तर ते सगळ्या अ, व्यवस्थित देणार आणि मग मी आहे की मला ते काढायला लावणार आतून सारखं-सारखं, एक-एक गोष्ट. दे म्हणून तिथं.
<chuckles> म्हणजे तुम्ही अ, मेन काय म्हणजे मेन कार्यकर्ता तुम्ही पुढे जाऊन काढायला. <chuckles> बरोबर.
अ, नाही, म्हणजे एखादा साप, विंचु चुकून निघाला कधी, तर मग मग सगळ्यात पहिले मी. हां, एक म्हणतात ना हां म्हणजे सगळ्यात पहिले आर्मीमध्ये कसा की जो हे लीडर जातो सगळ्यात आधी, तसं.
अच्छा. हं, हं. म्हणजे काय? <chuckles> शील्ड एक ढाल म्हणून तुम्ही म्हणजे स्वतःला हं. बरोबर.
हां, हां, हां, हां, हां. सगळ्यात पहिले मी. मग ते मला पाठवणार. सगळं काढायला लावणार. माझ्या मम्मीला पालीची भीती वाटते. आहे ना, आजी संग ते न निघणार नाही. हां, हां, हां, हां. नाही झुरळांची नाही वाटत, पण ते पा पाल वगैरे असलं किंवा काय असलं उंदीर तर नाही घरात, पण पाल असतीच ना कुठूनतरी घरात घुसती. तर अ, त्याची भीती वाटते. आजीला एवढं उचलणार नाही. आता पसारा एकामध्ये भरलेला असतो. ड्रममधी, कशा ना कशा मधी, पेट्यांमध्ये. एवढं मोठं जड उचलू शकत नाही दोघीपण, मलाच पाठवतात तिथं आणि माझं
अच्छा. कॉकरोच म्हणजे झुरळ झालं. हं, हं. बरोबर. बरोबर. म्हणजे आजीचा यामध्ये काय रोल असतो, म्हणजे फक्त मार्गदर्शन करायला वगैरे असतात. म्हणजे हे इथं ठेव, ते तिथं ठेव असं.
हां, हां, हां, हां, हां. हां, तेवढं ती मदत करती अरे, इथं ठेव, तिथं ठेव. माझी मम्मीपेक्षा चपळ माझी आजी आहे.
हं. असं का अच्छा म्हणजे हं, हं.
हां, <chuckles> तर त्या जास्त करतात त्यामध्ये. त्यांना क हौस आहे असं काही, काही ना काही करायची. एवढं वय झालंय तरी ते म्हणतात
पण यामध्ये तुम्ही आ आधी उल्लेख केलात की अ, मास्क लावायचा, ग्लोज लावायचा. तर यामध्ये असं अ, प्रोफेशनल सेटअपच आपल्याकडे असायला हवा असं काही आहे का किंवा घरच्या घरी पण होऊन जातं मॅनेज?
हां, हां. अ, मम्मीचा स्कार्फ पण बांधू शकतो. मी तेच बांधतो. मी तुम्हाला सांगितलं की प्रोफेशनल सेटअप की हा स्कार्फच्या जागी तुम्ही मास्क वगैरे बांधू शकता.
अच्छा. मास्क वगैरे. अच्छा. हं.
हां, हां, हां. आता आमच्या घरात ते म असं हातात ग्लोव्हज वगैरे कोण देणार नाही. तर मी हातानेच करतो आणि धुतो नंतर हात. <chuckles> एवढं असं म्हणतात ना, जहारगिररदारी नाहीये आमच्याकडे असं घरचे म्हणतात. म्हणून आपण अ, नॉर्मल अ, रुमाल किंवा एखादा स्कार्फ वगैरे असतो ते बांधू शकतो. आता कोण बघणार आहे ना त्यावेळेस घरामध्ये, आपण करतोय.
अच्छा. हां, हां. बरोबर आहे. अच्छा, म्हणजे जसा तुम्ही उल्लेख केला की जहागीरदारचं म्हणजे असं घरच्याला वाटत असेल की जहागीरदाराचा मुलगा आहे का असं वगैरे म्हणजे म्हणले की करा म्हणून. बरोबर.
हां, हां, हां, हां. हां. मम्मी तेच म्हणती, हे नाटक-बिटक बंद कर. कर गपचूप. आम्ही नाही करत आहे का. मम्मीला नाही त्रास होत का असं म्हणते, ती तर ती काहीच बांधत नाही.
बरोबर आहे. म्हणजे आम्ही आम्ही पण केलेलंच आहे ना, असं म्हणतात. बरोबर टोले मारतात.
हां. हां. एवढं नेम नाटकं नको करू असं पोकळ कष्ट असं म्हणतात ते मला. तर अ
हं. तर मग ते पसाराचं आपण बोललो इकडून काढून तिकडं आपण लावतो, पण अशा वेळेस तुम्ही नवीन जागी जेव्हा पसारा लावता, तर अशावेळेस काय काळजी घेता की तीच चूक पुन्हा करू नये. एक पूर्ण एखादा दुसरा पसारा किंवा दुर्लक्ष हं. म्हणजे स्मार्ट स्मार्ट स्टोरेज वगैरे असं काही बनवता का तुम्ही?
हां, हां. नवीन जागी म्हणजे नाही. अ, आम्ही काय करतो? तर अ, नाही आम्ही डायरेक्ट हॉलमध्ये जात आता आमच्या घरात एवढं स्मार्ट स्टोरेज नाही छोटंसं तर घर आहे. कितीच स्टोरेज करणार नाही का? आ, बाकीच्यांच्या घरी असं करू शकतात मग आम्ही काय करतो काढून, काढून हॉलमध्ये असं वेगवेगळं ठेवतो. नाही का?
ओके. अच्छा. हं, हं. बरोबर.

तर अ, त्याला मी लेबलिंग केलं आहे सगळ्या गोष्टीला.
अच्छा. म्हणजे लेबल्स वगैरे तुम्ही वापरता म्हणजे अशी काळजी घेता, की पुन्हा ही गोष्ट होऊ नये आणि पसारा पुन्हा होऊ नये.
हां, हां, हां. त्याच्यामध्ये पूर्ण लिस्ट लिहतो. काय, काय, काय, काय आहे? म्हणजे नेक्स्ट टाईम कधी काही गोष्टी सापडायची असली, तर ते लगेच सापडतं.
ती लिस्टच बघायची फक्त, की त्यामध्ये आहे का नाही. लगेच लक्षात येतं.
हां, हां. हो. आणि काय असतं ना? बरेचसे गिफ्ट्स पण असतात त्यामध्ये.
मस्त आयडिया आहे म्हणजे. हं, हं.
हां. म्हणजे आता आमच्याकडे तुम्हाला सांगतो एवढे सारे डिनर सेट वगैरे आहेत पडलेले, कडया आहेत नाही का? अँटिकवाले लोकांनी गिफ्ट्स दिलेले आणि बऱ्याचश्या अश्या वस्तू निघाल्या. मग त्या आम्ही कधी वापरल्याच नाही.
बरोबर. हं. हं. अच्छा. मग ते का करता तुम्ही? म्हणजे विकूनच टाकतात सेकंड हँड.
नाही. मग आम्ही ते कुणाला दुसऱ्याला गिफ्ट देतो. <laughs> मग कशाला आता आम्ही काय करायचो? आम्हाला माहीत नव्हतं ते असं आमच्याकडं आहे म्हणून चांगलं पॅकिंग-बिकिंग सगळं व्यवस्थित आहे. मग आम्ही आता म्हणलं, की आता लग्न वगैरे, कोणाच्या समारंभाला, घरभरणीला जातच असतो नाही का? मग ते आम्ही त्यांना देण्यासाठी वापरतो. म्हणजे आमच्याकडे पडून राहतंय. मग ते कुठेतरी जाऊन त्यांच्याकडे पडून राहिल या वापरण्यात येईल.
गिफ्ट. अच्छा. लग्नामध्ये वगैरे. हां. अच्छा. मग असं कधी नाही झालंय का? त्यांनी म्हणत, "अरे! जुनी वस्तू दिली आहे असं काही?" हा. त्यांना लक्ष
नाही, नाही, नाही, नाही. उलट नाही कळून येत नाही. उलट मी काय करतो? बघा ते आता माझ्या मम्मी आणि आजी व्यवस्थित ठेवतात सगळं सामान. तुम्हाला म्हटलं पॅक असं आमच्याकडे ड्रम्स बनवून, कोट्या बनवून घेतलेल्या आहेत नाही का स्टीलच्या. तर त्याच्यामध्ये सामान आहे तसं व्यवस्थित राहतं. मोठ्या, मोठ्या अश्या पेट्या आहेत त्या. तर अ, त्यामध्ये काहीच होत नाही त्याला. पण आम्ही काय करतो? त्याला मस्तपैकी असं चांगला गिफ्ट वगैरे बनवून असं रॅपिंग वगैरे करून त्यांना देतो. आतमधलं मटेरिअला काहीच होत नाही ना, त्याज अ, सेट वगैरे असतात डिनर सेट तिथे तर हां.
हं. हं. हां. अच्छा. अच्छा. अच्छा. म्हणजे पॅकिंग तशीच असते. फक्त मध्ये जो असतं शायनिंग वगैरे तसं ऑनलाईन किंवा आपण अ, दुकानामध्ये जाऊन घेतो. तो एकदम नवीन माल असल्यासारखंच आहे मध्ये सगळं.
हो, हो. हां. तसंच नवीनच्या नवीन दिसतो आणि ते कसं असतं ना, ते एक अ, अ, काचेसारखं काहीतरी मटेरिअलचं असतं ते नाही का? त्याला काहीच होत नाही.